जेव्हापासून इंटरनेटवरती माहितीचा अतिरेक झालाय, त्याचबरोबर फेक न्यूजचाही अतिरेक झालाय असं म्हणता येईल आणि त्यामुळे माहितीचा एक गोंधळही निर्माण झालाय आणि डिजिटल युगात माहिती वेगाने पसरते आणि अ, त्याच वेगाने चुकीची माहितीही लोकांपर्यंत पोहचते आणि चुकीच्या गोष्टी घडतात, घडू शकतात. तर मला असं तुम्हाला विचारायचंय की फेक न्यूज आणि माहितीतला गोंधळ हा तुम्ही कसा ओळखता बरं?
हो. बरोबर. नक्कीच. हे बघा अ, फेक न्यूज कधी-कधी इतकी खरी वाटायला लागते ना, म्हणजे <chuckles> अ, फरकच कळत नाही की फेक आहे ही की नाही आहे? असं होतं, नाही का. आणि म्हणूनच म्हटलं जातं की आजच्या काळामध्ये अ, सत्य काय आहे हे, हे ओळखणं खूप कठीण झालं आहे. तर जे काही तुम्ही वाचता अ, ऐकता ऑनलाईन ते खरंच असेल असं नाहीये आणि ह्याचीच पडताळणी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला पाहिजेत, छोट्या-छोट्या अ, स्टेप्स किंवा आपण म्हणतो ना चेकलिस्ट आहे त्यासाठी, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की फेक न्यूज आहे की नाही हे आपल्याला कळेल.
खरंय. हो. बरं. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल ही चेकलिस्ट काय आहे किंवा अजून विस्तारपूर्वक माहिती, पण तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करू शकाल का हो फेक न्यूज म्हणजे नेमकं काय? आणि कोण पसरवत ते?
नक्कीच. नक्कीच. अ, पहिले तर आपल्याला हे समजवावं लागेल जसं तुम्ही म्हटलात की फेक न्यूज नेमक आहे काय, लोकांना माहीतच नसते फेक न्यूज म्हणजे अ, जी खरी घटना नाही आहे किंवा ज्याचा अ, वास्तविकतशी काही संबंध नाही आहे. आपण म्हणतो ना ते अ, शक्तिमानमध्ये यायचं बघा एक डिस्क्लेमर सुरुवातीला <chuckles> इस अ, इस कहानी का किसी पात्र या घटना से कोई संबंध नाही हैं. <chuckles> यदि इस घटना की किसी के साथ समानता होती है, तो इसे मात्र एक संयोग कहाँ जाएगा. डांग कन वाजायचं. <chuckles> असं हिंदीमध्ये यायचं नाही का. तर सांगायचं गोष्ट असंच आहे की फेक न्यूज म्हणजे वास्तवाचं त्याचं काही घेणं-देणं नसतं आणि हे कोण पसरवतं ते आपल्याला समजायला पाहिजेत आणि उद्देश काय असतो. उद्देश फक्त एक असतो पहिला तर सोशल मीडियाचा जमाना आहे बरोबर? तर ह्यांना आर्थिक फायदा पाहिजे असतो. किंवा इंप्रेशन्सचे भुके असतात हे, है ना. आणि असं कंटेंट व्हायरल करावं लागतं यांना अ, मुद्दामून आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ, राजकीय फायदा आहे न पॉलिटिक्स आहे न. अ, तुम्ही पाहिलं असेल की ह्या पार्टीचं त्या पार्टीचं काही ना काही चालूच असते, इकडून-तिकडं व्हायरल, तिकडून-तिकडं व्हायरल. अ, हे एक झालं. तिसरं म्हणजे अ, म्हणतात ना, स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी स्ट्रॅटेजी असते. मुद्दामून व्हायरल करतात फेक न्यूज म्हणजे एखादा प्रॉडक्ट अ, बडाई चढाईनं करून सांगायचा, नाही का. अ, असं पण फेक न्यूजचा वापर होऊ शकतो.
बरं. काय? अच्छा. अच्छा, बरं. हां. हो. बरं. अच्छा. बरं. म्हणजे थोडक्यात पॉवर किंवा पैसा लोकांना पाहिजे म्हणून त्यासाठी हे चाललेलं असतं. बघा ना, पण अ, फेक न्यूजमुळे माहितीतला जो काही गोंधळ होतो म्हणजे बघा ना, उदाहरणार्थ WhatsApp वरती आलं की फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा एखादा मेसेज आला, तर तुम्हाला असे काय संकेत मिळतात? जेणेकरून हे खरं आहे का नाही खोटं आहे. म्हणजे वर्तमानपत्रात आलंय की 1 बिबट्या सापडलाय. पण त्या फेक न्यूज मध्ये आलंय की 9 बिबट्या आलेत शहरात. तर मग हे तुम्ही कसं <chuckles> काय ओळखता बरं? की खरंच आहे की नाही?
पावर, पैसा. बरोबर. हां. हो. हो. <chuckles> <chuckles> बरोबर आहे, असंच होतं बघा म्हणजे अ, जसं तुम्ही सांगितलं ना खरंच अ, एक बिबट्या अशा 9 होतात आणि अ, एखाद्या जागी जर साप दिसला असेल दो 2 फुटाचा असेल तर फेक न्यूजमध्ये 100 फुटाचा होऊन जातो. <chuckles> म्हणजे जगातील सगळ्यात मोठा साप नाही का? सापडला.
हां. बापरे! <chuckles>
सांगायची गोष्ट म्हणजे हेच, की हे खूप ड्रामॅटिक वाटतंय आपल्याला ऐकून बरोबर? सगळ्यात मोठा साप म्हणजे 100 फुटाचा मग हेच एक त्याचं रेड फ्लॅग आहे नाही का, हेडलाइन वाचूनच तुम्हाला कळतं. म्हणजे इथं ड्रामा ड्रामॅटिक वाटण्यासाठी काहीतरी टोन त्यांनी बदलला आहे आणि एक म्हणतात ना स्वतःचा ते थोडं वास्तविक ज्ञान तुम्ही लावा. 100 फुटाचा साप म्हणजे खूप मोठा झाला नाही का. तर हां ते तुम्हाला कळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रोत तुम्ही तपासा कोणी पाठवला नेमका है ना? आणि फक्त स्क्रीनशॉट घेऊन कोणी पाठवला आहे, की मूळ वेबसाईट किंवा कोणता पत्रकाराचा लिंक तुम्ही विचारा त्यांना, जो कोणी फॉरवर्ड करतोय. खरंच बाबा स्रोत काय आहे? आणि किंवा त्या पोस्टमध्येच कधी-कधी लिंक असते बघा.
हो. अच्छा. हो, बरोबर. बरं. हो. असते.
तर ती लिंक तुम्ही चेक करा कोणत्या वेबसाईटची आहे काय मॅन्युअली व्हिजिट करून. त्या वेबसाईटमध्ये जर स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे तुम्हाला दिसत असतील, तर समजून घ्यायचं हे अ, फेक वेबसाईट आहे. स्पूफिंग नावाचा प्रकार एक असतो. अ, हं. तर त्याचा मी थो थोडक्यात सांगेल. स म्हणजे काय अ, समजा एखादा न्यूजपेपर आहे फेमस अ, इंडिया टाइम्स घ्या, है ना. त्यांची वेबसाईट आहे indiatimes.in ऑनलाइन ऑफिशियल वेबसाईट. हे अ, ओरिजिनल हे करतात. तर स्पूफिंगवाले काय करतात, इंडिया टाइम्स अ, डॅश अ, देऊन न्यूज अ, डॉट कॉम असं करतात. डॅश वगैरे देऊन त्यांची वेबसाईट वेगळी बनवतात. सेपरेट वेबसाईट ही झाली स्पूफिंग. म्हणजे अ, ऑलरेडी एक्जिस्टिंग वेबसाईटचंच अ, सिमिलर नाव वगैरे घेऊन तुम्ही त्याचं फेक न्यूज पसरू शकण्यासाठी अशा गोष्टी करतात. तर म्हणून म्हटलं जातं की स्त्रोत तुम्ही तपासा. यू-आर-एल तुम्ही त्याचा बघा, कोणता यू-आर-एल वगैरे आहे तर अ, या
बरं, बरं. अच्छा. हो, सांगा ना? हं. हो. ओह! हां, म्हणजे छान टिप्स सांगितल्या तुम्ही एकतर स्रोत तपासा, यु-आर-एल चेक करा. त्यातच यु-आर-एलमध्ये एच-टी-टी-पी आहे का, एच-टी-टी-पी-एस आहे हे ही बघता येऊ शकतं आणि कॉमन सेन्स वापरा.
हो. आता कसं झालं खरं सांगू का, जे स्पूफ अ, झालेली वेबसाईट असते ना, त्यामध्ये पण एस-टी-टी-पी-एस असतं. म्हणजे असं नाहीये की हां, तिथं पण सिक्योररच असतं तुम्हाला. दिसेल तुम्हाला लॉक तिथं पण. हं, ते पण एवढं अ, एक्झॅक्टली सांगता येत नाही की आहेच की नाही आहे? आता काही-काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात, तेव्हा जेव्हा तुम्ही विजिट करता ना, त्यांना एस-टी-टी-पी-एस नसतं. म्हणजे येस नसतंच तिथे. अ, हां, याचा अर्थ असा नाही की त्या सेफ नाहीये वेबसाईट. म्हणजे एस-टी-टी-पी-एस कंपॅरेटिव्हली थोडं अनसेफ असतं कोणापेक्षा, येस पेक्षा असा असतो त्याचा अर्थ. तर अ, आजकाल अ, स्कॅमर्स पण एवढे एडव्हान्स झाले आहेत ना ते काळजी घेतात आता याची, येस दिसायला पाहिजे थोडं रियलिस्टिक दिसायला पाहिजे.
अच्छा. पुढे गेलेत म्हणजे तेही. अरे! हां. हो, म्हणजे अगदी डिजिटल साक्षरता त्यांच्याकडेही आलेली आहे नाही का. अगदी म्हणजे बरोबर अ, सांगताय तुम्ही. पण बघा ना, अशी एखादी धक्कादायक बातमी आली किंवा अ, काहीतरी जे आपल्याला महत्त्वाचं असतं आणि असं काहीतरी WhatsAppवर आलं किंवा Instagramवरही आलं धक्कादायक किंवा राग निर्माण करेल अशा गोष्टी जर आल्या, तर तुमची प्रतिक्रिया काय असते बरं? आणि तुम्ही नेमक्या काय पावलं उचलता?
<chuckles> बरोबर म्हणजे ते हां. हो ना. नक्कीच. हे बघा अशा अ, भावनिक अ, न्यूजला तर मी अ, फॉरवर्ड बिलकुल करत नाही. पहिले तर व्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करतो, बघतो. तिथं खाली जर लिहिला असेल फॉरवर्डेड मल्टिपल टाईम्स, WhatsAppवर जर आलेले असेल तर. आणि किंवा कधी-कधी अ, तारीख किंवा संदर्भ त्याचा काय आहे, ते बघतो. वेळही तिथं लिहिलेले असते अ, न्यूजमध्येच अ, हं. किंवा अ, ह्या सर्व गोष्टी करून ही जर तुम्हाला कळत नसेल, की काय आहे खरं-खोटं आणि फक्त फोटो कधी-कधी एडिट करून पाठवतात बघा WhatsAppवर न्यूजच्या नावाखाली, नाही का. तर त्याचा तुम्ही अ, रिव्हर्स Google इमेज सर्च करू शकता किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर Google लेन्स आपण ज्याला म्हणतो. ते तुम्ही वापरू शकता. तिथं अ, इमेज तुम्ही अपलोड करा, जी काही आली आहे, आणि त्याच प्रकारचे तुम्हाला अ, ऑलरेडी एक्सिस्टिंग जर फोटोज वगैरे दिसले ऑनलाईन, तर समजायचं ही फेक न्यूज असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कधी-कधी काय होतं माहिती आहे का? फेक न्यूजचं दुसरं पण स्वरूप एक आहे.
हं. अरे वाह! छान सांगता एकदम. अगदी, हो. हो. बरं. काय बरं?
ते असं की न्यूज फेक नसते, पण जुनी असते आहे ना आणि दहा हां, 10-15 वर्षाखालची न्यूज असते आणि ती आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये लावून, जोडून सांगतात. म्हणजे ती पण एक प्रकारची फेक न्यूजच झाली. बरोबर. अ, असं करतात ते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजेत, की जुनी बातमी आहे का, नवी बातमी आहेत का, पुन्हा-पुन्हा मुद्दामून पसरवली जाते का, धार्मिक किंवा भावनिक तेढ निर्माण करण्यासाठी करत आहेत का आणि विशेषतः हे लक्ष द्यायचं, की इलेक्शन जवळ आलेत का? आहे का नाही. <chuckles> म्हणजे
ओ अच्छा. नक्कीच. हो. हां. <chuckles> अगदी, व्यावहारिक बोललात.
हो, म्हणजे इलेक्शनच्याच वेळेस असं फै पसरतात बघा इकडू-तिकडं, तिकडून-तिकडं विशेषतः धार्मिक अ, इलेक्शन्सच्या ह्याच्यामध्ये न्यूज पसरतात धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि त्यांचा हेतू हाच असतो, की कशातरी प्रकारे विशिष्ट समूहाचं मतदान इन्फ्लुअन्स करायचं आपण आणि त्यांनी आपल्यालाच मतं केलं पाहिजे अ, धर्माच्या आधारावर असं पण होतं. तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजेत फेक न्यूज अ, जेव्हा.
हो, हो, बरोबर. हां, हां. हो, पण बघा ना, कधी-कधी अ, जरी अशा गोष्टी झाल्या तरी आपल्या ओळखीच्यांचाच ग्रुप असतो. शाळेचा ग्रुपच असतो किंवा परिवाराचा ग्रुपच असतो. जिथं आपल्याच कोणीतरी जवळची लोकं ते असं फॉरवर्ड पटकन करून टाकतात. मग तशा वेळेस तुम्ही त्यांना कसं सांगता बरं, न दुखावता, की असं नका करू नाही केलं पाहिजे, फॉरवर्ड.
हो. हां. न दुखावता आता बघा, पुढचा व्यक्ती कोण आहे त्यावर आहे.
अच्छा.
हो जसं की
म्हणजे कुणाला दुखावता मग? आणि कोणाला नाही दुखवत? <chuckles>
हां. प जर मित्र असला तर त्याला झोडपून काढतो. <laughs> <chuckles> म्हणजे झोडपून नाही काढत. इन द सेंस डिजिटली झोडपण, आहे का नाही. <chuckles> म्हणजे टेक्स्टमध्ये काय समजतं का नाही रताळ्या, नाही का काही फॉरवर्ड करतो इकडं-तिकडं. आणि त्यातही त्यात जर तो रिकामटेकडा असेल, जॉब-बिब नसेल नोकरी-बिकरी, कामधंदा काही कर म्हणायचं नाही का.
<coughs> अच्छा. हां. डिजिटल. बरोबर. समजू शकतो. <chuckles> किती गोड. हं. ओ! अच्छा. म्हणजे टोमणाही मारायचा त्याबरोबर.
टोमणाही मारायचा आणि रिअलायझेशनही करून द्यायचं, की हे चुकीची गोष्ट आहे तू असं फॉरवर्ड नको करत जाऊ. आणि स्रोत काय आहे? ते बघत जा आधी. पण कधी-कधी असं होत नाही. मित्र नसतात किंवा आपले ज्येष्ठ मंडळी असतात. आजकाल तर आपले आजी-आजोबा किंवा आई-वडीलही WhatsAppवर आलेत, नाही का. त्यांना अ, WhatsAppम्हणजे न्यूज असं एक समीकरण कुठेतरी झालं आजकाल.
महत्त्वाचं आहे. हो. हो. हो. अगदी झाले.
तर त्यांना समजून सांगायचं आपण की नाही. अ, जे काही आई-वडील किंवा बाबा तुम्ही म्हणता त्यांना असं नाहीये, असं-असं असतं. ते समजतात. आता उदाहरण द्यायचं माझ्याच आईला मी असं माझी आई असं करायची म्हणजे WhatsAppवर काही आलं, ते बघितलं का तू? असं झालंय त्या नेत्याला, तसं झालं. किंवा अ हो. सीरियसली मी म्हटलं, अ, इकडे ये तुला एक न्यूजचा अ‍ॅप टाकून देतो. त्याला टाकून दिलं दैनिक लोकमत साधा अ‍ॅप. <chuckles> मी म्हटलं ह्याच्यावर जे आलं तेच खरं म्हणायचं आणि तू दुसऱ्या दुनियेत काहीही वाचलं Instagram इकडं-तिकडं नाही का ते ते खरं नसतं जनरली, असं समजायचं मग. असं का? म्हटलं ठीक आहे. हं, आणि असूही शकतं आणि नसूही शकतं, असं मी सांगितलं. आणि आहे का नाही, तीच गोष्ट जर तू ह्या पेपरमध्ये जर वाचली तर समजायचं खरी गोष्ट आहे. तर असं मी समजून सांगितलं, तर समजतात ते नाही का. अच्छा असं पण असतं.
हं. अगदी सिरियसली घेतात. बरं. हं, हं. बरं. हां. किती छान. म्हणजे व्यवस्थित अ, स्त्रोतच तुम्ही लावून दिलात आणि जेणेकरून
लावून दिला आणि म्हणतात ना, की डिजिटल साक्षरतेचंच उदाहरण आहे ना, हे की आपण डिजिटली साक्षर केलं माझ्या आईला मी, की हे असं करा.
अगदी. हो. आणि अगदी म्हणजे छान सांगितलंत, की हे अ‍ॅप चांगलंय आणि बाकी कोणत्याही अ‍ॅपवरती तू विश्वास ठेवूच नकोस. म्हणजे ठेवला, नाही ठेवला तरी ठेवूच नकोस, तेच चांगलं राहील. पण हे तर झालं अ, मेसेजेसचं म्हणा किंवा माहिती जी काही येत असते, जसं बिबट्यांचं आपण उदाहरण घेतलं छोटंसं. किंवा अ, चुकीची माहिती किंवा कोणीतरी वारलंय, हे ही येतं कधी-कधी. पण आता तर एआयमुळे चेहरे बदलून नको त्या बातम्या पसरवल्या जातात. अगदी कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती काहीतरी आपल्याला म्हणतीये, की हे अ‍ॅप करा. लॉटरीचा अ‍ॅप आहे. हे करा, ते करा. तर ते ओळखणं तर किती अवघड आहे हो आजकाल. मग ते कसे हाताळतात तुम्ही?
हो. बरोबर. बरोबर. नक्कीच अ, AI अ, चेक करणं आता खूप अवघड झाले आहे. अशा खूप साऱ्या वेबसाईट्स येतात बघा जे अ, फॅक्ट चेक करतात. अ, न्यूजचं जर सांगायचं झालं अल्ट न्यूज, बूम, फॅक्ट ली, किंवा इंडिया टुडेचा फॅक्ट चेक म्हणून आहे, तर हे न्यूजसाठी आहे स्पेसिफिकली. पण AIसाठी पण असे टूल्स आहेत जसं InVid, आपण म्हणू शकतो किंवा Tiiny AI, तर हे काय करतात माहिती आहे का? अ, जर तुम्ही व्हिडिओ तो, किंवा पोस्ट, किंवा अ, फोटो अपलोड केला, त्या वेबसाईटवर किंवा लिंकही शेअर केली ना, तर तिथं प्रोबॅबिलिटी किंवा परसेंटेज दाखवतं. किती चान्सेस आहेत की अ, आर्टिफिशियली अ, बनवलेला आहे AIनं बनवलेला आहे. 89%, अ, 80%, 70% असं दाखवतं. 50%च्या जर वर असेल तर समजायचं रेड फ्लॅग आहे. अ, काहीतरी मॅनिपुलेटेड कंटेंट आहे कोणीतरी बसून एडिट तो केला आहे, ते आयडेंटिफाय होऊन जातं तिथनं. तर अ, ही काळजी आपण घेतली पाहिजे AIच्या जमान्यामध्ये, म्हणतात ना जेव्हा वाईट गोष्टी येतात ना जब जसं स्कॅमर्स काय करतायेत, AIचा वापर करून डीप फेक वगैरे बनून स्कॅम करण्याचा प्रयत्न करतायेत. फेक न्यूज पसरवण्याचा प्रयत्न करतात. तर ते "अच्छे लोग भी है दुनिया में" थोडक्यात सांगायचं तर <chuckles> है ना. अ, जे हॅकर्स असतील तर व्हाइट हॅकर्स पण असतात, म्हणजे त्यांना काउंटर करणारे पण असतात नाही का. अ, तर अशाप्रकारे आपण करू शकतो AIचाच, AIनं तोड काढला आहे आपण असं म्हणता येईल, की
अच्छा. बरं. बरं. अरे वाह! खुप छान. हं. हो. खूपच वाढल आहे आजकाल. हं. खरं आहे. नक्कीच. हो. म्हणजे डिजिटल चोरांना पकडणारे, डिजिटल पोलीसही आलेले आहेत, नाही का?
आहेत म नक्कीच आलेले आहेत म्हणून तर सायबर क्राईम, किंवा असं वेगवेगळे डिजिटल दोस्त अ, अ, हे आहे ना, ऑनलाईन तुम्ही पाहिलं असेल डिजिटल दोस्त म्हणून आपलं भारत सरकारचं एक अभियान आहे, ते अवेअरनेस पसरवतात नाही का? अ, म्हणजे डिजिटली कसं तुम्ही अ, साक्षर राहायचं सावध राहायचं, हं ह्या सर्व गोष्टी होत आहेत आजकाल.
सावध राहायचं. खूपच छान. म्हणजे अनेक अशी उदाहरणं दिलीत आणि जी व्यावहारिक तर होतीच, पण टेक्निकल ही होती. ती देऊन तुम्ही सांगितलत की कसं कोणालाही न दुखावता स्वतः सावध राहून, सतर्क राहून अ, डिजिटली साक्षर होऊन, व्यवस्थित गोष्टी बघणं ,आणि कशावर विश्वास नाही ठेवणं, हे समजणं खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही हे सगळ्या टिप्स सांगितल्या उदाहरणं दिलीत स्वतःच्या आयुष्यातली. त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार. मला खूप छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.
हो. बरोबर. मलाही खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात, धन्यवाद.